हं, आजकाल कसं झालं आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आला आहे बरोबर, तर यामध्ये काय होतं? तुमचं समजा एखादा पब्लिक प्रोफाइल आहे. तुम्ही टाकला आता मुलांचं तर ठीक आहे पण आजकाल महिला वगैरे समजा टाकला फोटो आणि कोणी त्याचा कॉपी केला किंवा एआय ने आणखीन अ, कसं पोज वगैरे पण चेंज करता येतात आजकाल नाही का? फोटो डाउनलोड करून समजा आणि सेम महिलाचा त्यांनी फेक प्रोफाइल बनवला साइडला जाऊन आणि त्याच्यावरून दुसऱ्यासोबत चॅटिंग वगैरे करू लागला. तर बदनामी कोणाची होणार. म्हणजे आजकाल कोणाच्या मनावर क मनामध्ये काय येईल? सांगता येत नाही. कुठून काय फोटो उचलेलं आणि आपण जसं म्हणतो ना
नक्कीच. हां. बरोबर आहे. नक्कीच, हां. हां. त्या महिलेचं जास्त नुकसान होणार आहे. नक्कीच. नैतिकता सुद्धा माणसांची तसं म्हणलं तर ढासळतं चालली बरेच.
हो आणि आपण म्हणतो ना, इंटरनेटवर जे काही आपण टाकतो, इंटरनेटला लक्षात राहतं नाही का सर्व म्हणजे एकदा अपलोड केलं
हो, म्हणजे एकदा गेलेली गोष्ट हां, की ती पुन्हा कुठे जाणार नाही आहे.
हां आणि ते डिलीट जरी केलं तुम्ही तुम्हाला वाटत असेल डिलीट केलं म्हणून गेलं. पण ते कुठेतरी सर्व्हरवर सेव्ह असतं किंवा कुणीतरी त्याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवलेला असतो तोपर्यंत नाही का? हां.
नक्कीच, म्हणजे ती एकदा गोष्ट तिथं गेली की तिथून पुन्हा ती माघारी येऊ शकत नाही. ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलं, की शब्द ज्या पद्धतीने एकदा गेले बाणासारखे, की ते माघारी घेता येत नाहीत, तसच आहे म्हणता येईल हे पण त्यामुळे
नाही, नाही, नाही. हां, तसंच आहे मग. मी म्हणेल सोशल मीडियावर ते बाण आहे ते बुलेट आहे एकदा बुलेट गेली, फास्ट, फास्ट जाते ना ते आणि येतच नाही मग पुन्हा असं आहे. आ
<laughs> खरं आहे. तर मग काय, म्हणजे ऑनलाईन तुम्ही काही शेअर करताना म्हणजे विचार करणं किती महत्वाचं आहे, हे ह्याच्यातून लक्षात येतं तसं म्हणता येईल.